हे गाणं आठवत असेल तुम्हाला? तारीफ करूँ. त हे जे ही जी लाईन आहे स्पेसिफिकली ही 3-4 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने म्हटली आहे आणि अगदी शम्मी कपूर त्या अ, काश्मीर की कलीच्या गाण्यामध्ये होडीतून पडणार आहे. इथपर्यंत त्यांनी ते स्टडी करून की इथे आपली, अ, अ, गाण्याचा भाव कसा आला पाहिजे? तारीफ करूँ. <chuckles> असं करून त्यांनी म्हटलेलं आहे.
त्या गोष्टी हं. हं, हं, हं. हां, हां, हां. म्हणजे पडण्याच्या प्रसंगावरही म्हणजे छोट्या, छोट्या गोष्टींवर म्हणजे एकदम अ, हं, हं.
गोष्टींवर तर फार बारीक याने नजर होते त्यांची. अगदी.
मग त्यानुसार ते म्हणजे आवाजाचा व्हेरिएशन जे आपण म्हणतो ते करायचे गाण्यावर ते.
व्हेरिएशन अ, हो, हो. अगदी.
अच्छा तर अ, या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही एक सांगितलं की अ, म म्हणजे मेल सिंगरचं नाव सांगितलं असं मी म्हणेल, पण फिमेलमध्ये पण असं कोणी होत का ज्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं आशा भोसले आणि लता मंगेशकर यापैकी कोणतं तुम्हाला जास्त आवडतात काही?
हं. अ, यांची कम्पॅरिझन करू शकत नाही हो की

हं, हं, जसं आपण म्हणतो की अ, पूर्ण अ, म्हणजे परफेक्ट रेसिपी. म्हणजे चित्रपटाचा अभिनेता अ, गायक आणि जे कोणी कंपोजर वगैरे असेल सर्व हं, म्युझिक डायरेक्टर. ते सर्व एकत्र येऊन असं म्हणजे एक परफेक्ट त्यांनी साँग अ, बनवलं होतं, असं म्हणायला हरकत नाही.
परफेक्ट. हो. हं. अगदी.
हं, हं. तर यामध्ये तुम्हाला अ, गाणं जेव्हा ऐकता अ, म्हणजे जुनी गाणी अ, तर यामध्ये अ, कोणती एखादी भावना तुमच्या मनामध्ये येते का? म्हणजे आनंदाश्रू येतात किंवा सॅड साँग मध जर ऐकलं तर अ, असं दुःख वाटायला लागतं, की एकदम अशी उत्स्फूर्तपणे अशी ऊर्जा येते किंवा काय आपण म्हणू शकतो मन शांत होतं असं काही होतं का?
हं. फार छान प्रश्न विचारलात तुम्ही कारण का अ, ह्यात मला म्हणायचं आहे की एक तर उत्साह निर्माण होतो. अगदी हा जो शेवटचं गाणं ज्या म्ह म्हटलं त्यात तर त्याबद्दल कधी-कधी भाव भाव भावुक पण होतो आणि ही गाणी अशी आहेत ना की मनाला <sucks teeth> टच करणारी आहेत. अगदी प्रत्येक गाणं म्हणजे अं, सॅड साँग असू दे, हॅपी साँग असू दे अ, कुठे आणि आणि आणि या प्रत्येक गाण्यामध्ये एक मेलोडी आहे. विशेषतः. भाव आहे त्यांचे लिरिक्स एवढे सुंदर लिहिल्या अ, अ, लिहिलेले त्यावेळचे जे कवी होते या गाणी गाणी लिहिणारे राइट, लेखन करणारे जी गा गा मा माणसं होती अ, अगदी शैलेंद्र पासून ते अ, अ, आ आनंद बक्षी साहेब राइट? हे सगळे जे मो मोठे-मोठे लिरिसिस्ट होते, त्यांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे की त्या सुरांमध्ये एक वेगळी जान आणली त्यांनी. <chuckles>
हं. हं. अच्छा. हं, हं. हं, अगदी बरोबर. हं, हं, हं. हो. हं, अगदी बरोबर. म्हणजे अ, आधीच्या काळातले लिरिक्स आणि आजकालचा जो मी म्हणेल धांगडधिंगा आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो जास्त? म्हणजे आधीचा काळ कशामुळं गोल्डन अ, युग होतं ते आपण सुवर्ण अ, काळ होता असं म्हटलं जातं, जसं तुम्ही आधी सांगितलं तर असं कशामुळे आपण म्हणतो?
हं. हं. हं.

तर अ, हे गीत आहे "ये शाम मस्तानी" "कटी पतंग" ह्या चित्रपटातलं.
अ अच्छा आणि
आमचे आवडते गायक किशोर कुमार साहेबांनी अ, उस्तादों के उस्ताद असं म्हणतात त्यांना किशोर कुमार साहेब. ते अगदी प्रत्येक गाण्यात एक अ, जीवनात अ, वेगळीच ऊर्जा आणतात त्यांच्या गाण्यांनी तर "ये शाम मस्तानी" इज वन ऑफ देम असं म्हणायला काही हरकत नाहीये.
हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं.
आणि अ, या चित्रपटाचं संगीत अ, आर.डी बर्मन साहेबांनी दिलेलं आहे. अ, ते ते पण माझे एक आवडते कलाकार आहेत. संगीत सृष्टीतले फार मोठे म्युझि म्युझिक डायरेक्टर आहेत ते. त्यांचे वडील सुद्धा अ, अ, माझे फार अ, मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. एस.डी बर्मन साहेबांचा.
अच्छा. हं, हं, हं. अच्छा म्हणजे अ, पूर्ण म्हणजे फॅमिलीमध्येच तुम्हाला हे सर्व म्हणजे अ, आवडता अ, म्हणजे छंद एक म्हणू शकतो किंवा एन्थूसियास्ट आहेत गाण्याचे तुमच्या परिवारामध्ये. हं, हं.
बरोबर. अगदी आणि असं म्हणायला गेलं तर 1950s ते 1980s हा काळ जो होता, तो भारतीय संगीताचा एक सुवर्ण काळ होता. गोल्डन पिरेड, येस. मेलडी ऐरा. हो.
हं. सुवर्णयुग ज्याला म्हणतात. हं, हं, हं. अगदी बरोबर. हं, हं, हं.
ज्यात ज्याच्यात 4 गायकांचे स्तंभ होते किशोर कुमार साहेब, मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि आशा भोसले जी.
हं. अच्छा म्हणजे खूपच काय म्हणतात ते एकदम लेजेंडरी सिंगर्स असं आपण म्हणू शकतो. हं, हं. तर यामध्ये मला एक सांगा, जसं तुम्ही सांगितलं, की अ, एक गाणं तुम्हाला आट आवडतं, तर ते ह्या गाण्याबद्दल म्हणजे नेमकं काय त्या गाण्याबद्दल तुम्हाला आवडतं? त्या गाण्याबद्दल एकदम विशिष्ट असं, म्हणजे त्या गाण्यातली एखादी व्यक्ती किंवा कॅरेक्टर जे आपण म्हणतो कारण की अ, चित्रपटामध्ये वगैरे कसं एखादा ॲक्टर किंवा अभिनेता ते गाण्यामध्ये असतो आणि किंवा त्या गाण्यामधलं बघितलेली एखादी सीनरी किंवा आपण ठिकाण जे म्हणतो ते आवडतं. किंवा अशी गाण्यामधली एखादी घटना अ, तुमच्या सोबत घडलेली आहे ज्यामुळे तुम्हाचं गाणं हे म्हणजे फेव्हरेट झालंय असं तुम्हाला वाटतं?
हो. हो, हो. अगदी. हं. हं. हं, हं. तर या गाण्याबद्दल विशिष्ट म्हणायला गेलं तर, तर ह्याच्या गाण्यामध्ये एक व्हिसलिंग आहे सुरुवातीला.
हं, हं, हं. अच्छा म्हणजे
<humming> आणि नंतर त्याच्यानंतर मग किशोर कुमार साहेबांची हमिंग आहे. हे हे हं, हं, हं, हं. तूरु, रु, रु, रु, रु. तर अ, ह्या गाण्याची विच विशिष्टता ही आहे आणि नंतर मग हा अ, हा अ, कलरमध्ये आलेला चित्रपट नाईनटीन सेवेंटीजमध्ये "आराधना" अ, सॉरी "कटी पतंग" तर अ, त्याच्यामुळे या चित्रपटाबद्दल म्हणजे एक वेगळी अ, आवड निर्माण झाली ईस्टमन कलरमध्ये आल्यामुळे, राजेश खन्ना साहेब अगदी नवीन होते अ, तर तिकडी जी आहे राजेश खन्ना, किशोर कुमार, आणि आर-डी बर्मन साहेब यांची एक वेगळी जुगलबंदी होती सगळ्या चित्रपटामध्ये. अगदी "कटी पतंग," "आराधना" सगळी. हं.
हं, हं. हं. हम्म. अ हं, हं. अच्छा. हं, हं, हं. अच्छा म्हणजे आ